बरोबर, बरोबर.
अ, आणि अ, ते पण झालं आणि दुसरे म्हणजे असे आपले धार्मिक किंवा राजकीय जे असतात आजकाल अ, अ, सरकार आहे, ते इलेक्शन वगैरे चालतात, तर तसे पण आपण एखाद्या अ, पक्षाचे वगैरे असे अ, फोटोज वगैरे नाही टाकले पाहिजे, जेणेकरून एक वादविवाद निर्माण होईल. अ, म्हणजे नाही का आपल्याला असं लोक हे बघतात, की "अरे, हे या पक्षाचे आहेत," म्हणजे असं त्यांना एक अ, म्ह द्वेष निर्माण होतो.
हं, हं, हं. हां. बरोबर, बरोबर. लोकांचा पण गैरसमज निर्माण होतो. बरोबर, बरोबर, बरोबर. आता ह्या ज्या आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकतो, व्ही व्हिडिओज टाकतो, आपले इमेजेस टाकतो, तर अ, कधी-कधी असं वाटतं ना आपल्याला, की "अरे आपण हे टाकायला पाहिजे, हे नाही टाकायला पाहिजे," असं कधी-कधी कन्फ्यूज होते बघा. अ, असं वाटतं ना या डोळ्यामध्ये. तर असे कोणते सिग्नल्स आहेत असे ते, की ते तुम्हाला असं थांबवतात, की आपण हे नाही करायला पाहिजे सो सोशल मीडियावर, असं काही सिग्नल वगैरे तुम्हाला असं वाटतं का काही स्वतःमध्ये असं?
गैरसमज निर्माण होतो. तर असे पण आपण नाही टाकले पाहिजे त्याच्यावर. हो. हो, होतं ना तसं. हो, की आपल्या जे पर्सनल एकदम आहेत फोटो ते आपण नाही शेअर करायला पाहिजे. घरातल्यांच्यासोबत, आपली फॅमिली असती अ, आई-वडील म्हणा, घरातले बहीण-भावंडं, जे आपले सगळ्यात जवळचे व्यक्ती आहेत, त्यांच्यासोबतचे फोटो नाही शेअर करायला पाहिजे आणि आजकाल खूप अ, ट्रेंड आहे, की लग्न झालं, की लग्नाचे एकूण एक रिच्युअल्स अ, आहेत ते टाकतात. संगीत म्हणा, हल्दी म्हणा, सगळे टाकत असतात आणि त्यामध्ये हो आणि त्यामध्ये लोकेशन सुद्धा टॅग करतात. आणि हे लग्न अजून व्हायचं आहे. त्याच्या पहिलेच सगळं ते शेअर करतात. म्हणजे नाही का आत्ता हळदी झाली, अर्ध्या तासात ते फोटो व्हायरल. तर अशा आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे, जेणेकरून ह्याचा अ, कोणी पण तिकडे येऊन तुमचं अ, वेगळा फायदा वगैरे घेऊ शकतं म्हणा आणि अशा गोष्टी आपण टाकतो ना, तर त्याचा अ, काही पण अ, अ, दुस दुर्यो दुरुपयोग होऊ शकतो वगैरे. आणि अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आपल्या घरातले, नातेवाईक अ, जे आहेत, ते फोटो नाही टाकले पाहिजे, की किंवा काही-काही काय करतात, त्या फोटोचा दुसरा फेक अकाउंट बनवून त्याचा वापर पण करतात. जेणेकरून हो.
हां, बरोबर. हं, हं. हां. हो, हो, हो. खूप, खूप. सर्व, सर्व. <chuckles> काही-काही तर लाईव्हच करतात. <chuckles> अरे बापरे! हां. हां, हां. हं. हां, हां, हां, हां, हां. हं. हो, हे पण खूप बघितलंय मी सध्या. हो, तसं चालू आहे ना.
कारण की अन् मग पैशाची मागणी करतात किंवा ब्लॅकमेल करतात, की आपल्याला वाटतं की आ तीच व्यक्ती आहे, पण नंतर कळतं की ही व्यक्ती ती नाहीये. कोणीतरी फेक आहे.
हां, हां, हां, हां, बरोबर आहे.

नाही, तेवढं ट्रोलिंगचं नाही आला मला. पण असं मी बघते केसेस की होतं मुलींना की खूप असं काहीतरी टाकतात आणि मग ते अ, मुलं खूप मागे वगैरे लागतात, मग त्यांना अशा धमक्या वगैरे काहीतरी अश्लील अ, फोटो वगैरे बनवतात, एडिट करतात आणि मग त्यांना ते थोडंसं अ, धोकादायक होतं. तर म्हणून आपण आपले फोटोज असे शेअर नाही करायला पाहिजे. WhatsAppवर जरी तुम्ही टाकत असाल, तर आपल्याला त्यामध्ये सेटिंग आहेत. क्लोज फ्रेंड म्हणून किंवा आपण आपले माय कॉन्टॅक्ट अ, जे आहेत, सिलेक्टेड आपण ते करू शकतो. जेणेकरून सगळ्यांना ते आपले स्टेटस नाही दिसणार. अ, जे मोजकेच आहेत आपल्या जवळचे त्यांना दिसणार. जेणेकरून अ, कोणी त्याचा गैरवापर नाही करत आहेत क करणार वगैरे, नाही का? आणि काय होतं कधी-कधी आपण अ, आपल्याला WhatsAppवर वगैरे पण असे काही मेसेज वगैरे येतात, नाही का, आपण पण ते लगेच शेअर करतो अन् लगेच अ, एखादी अ, दवाखान्याची किंवा काही औषधाची वगैरे असेल जाहिरात किंवा अशा कोणत्या पण, जॉबची म्हणा, तर आपण ते अ, पहिले तपासल्या पाहिजे की ती योग्य आहे का हां.
हां, हां. हां. हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हां, हां, हां. हां, हां, हां, हां, हां. उम्म, बर बरोबर आहे, बरोबर आहे. अच्छा. हां, हां, हां. हो, हो, हो, हो, हो. हं, हं. हां. म्हणजे फेक अ, न्यूज जास्त आपल्याला आपण शेअर करतो ती नाही करायला पाहिजे. ते पहिले फॅक्ट चेक करायला पाहिजे पूर्णतः, नाही का, असंच ना?
हो. अ, चेक करायला पाहिजे की ते खरं आहे का, कारण की अशा लिंक ज्या असतात, त्या आपण अ, क्लिक वगैरे केल्या, तर आपला मोबाईल हॅक व्हायचे किंवा आपल्या बँकेतून पैसे वगैरे जाण्याची शक्यता असते त्यामध्ये आणि अशा.
हं, हं, हं. फेक न्यूज. बरोबर, बरोबर, बरोबर. हां आणि ह्याच अ, ह्याच आपल्याला ज्ञान नसल्यामुळे ना खूप लोकांचे अकाउंट हॅक होत आहेत, खूप लोकांचे पैसे पण निघून जात आहेत. म्हणजे त्यांना माहीत नाहीये की आपण काय-काय शेअर करतोय आणि ते जातंय कुठे, याच्याबद्दल नाही का त्यांना जागरूकताच नाहीये. म्हणून त्याचे खूप काही जणांचे बघितले मी की आजकाल ते ऑनलाईन फ्रॉडचे खूप जास्त केसेस याच्यामध्ये वाढत पण आहेत, बरोबर ना?
हो. हो. अगदी खरंय.
हां, हां, हां, हां. बरोबर अत
त्यामुळे मग आपलं ना अशा गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे, नाही का, आता अ, बघा आपल्याला WhatsAppवर आजकाल खूपच असं ट्रेंडिंग येतंय की अ, या-या लिंकवर करा, तुम्हाला अशी-अशी Amazonची, Meesho, Flipkartची ऑफर आहे. तुम्हाला बंपर अ, प्राईज वगैरे मिळणार आहे असं येतं त्याच्यावर. पण आपण ते करतो, तर काहीतरी आपल्याकडून ते सप अ, फॉर्म अ, फीडबॅक अ, भरून घेतात. फॉर्म हो, डेटा घेतात आणि ते काही आपल्याला म्हणतात की तुम्हाला ते कळवतील. म्हणजे अ, लकी ड्रॉ आहे असं वगैरे कळवतात. पण काय तो लकी ड्रॉ लागत नाही, उलट आपली इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे जाते आणि मीन मग त्या इन्फॉर्मेशनचा ते गैरवापर करू शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी आपलं माहिती वगैरे आपण भरली नाही पाहिजे की आपण त्याचंच चेक करायला पाहिजे की ते खरं आहे का?
हां. बरोबर, बरोबर. हो, हो, हो, हो. प्राइझ मिळेल. बरोबर आहे. <chuckles> हां, आपला डेटा घेतात अस घेतात वाटते तिकडून ते. हां, हां, हां. हां, हां, हां. बरोबर.

अ, काय होतं, आपण एकदम अ, ऑफिसमध्ये असं प्रोफेशनल राहतो, आपण म्हणजे ना एक अप टू डेट अ, आणि जर आपण असं विचित्र काहीतरी फोटो वगैरे टाकले, मग त्याला कमेंट काही आले, तर ऑफिसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे जज केलं जातं, की नाही का ही थोडीशी फालतू आहे अशी सारखी रील्स वगैरे बनवते, तर फालतूपणा चालतो. म्हणजे असं अ, लोकांचा आपल्याकडे बघायचा नजरिया हा वेगळा होतो, म्हणजे नाही का एक अ, ऑफिस म्हणजे आपले एक प्रोफेशनल जिथे आपण वर्क करतो, तिथं आपली एक इमेज ही वेगळी असते. एकदम म्हणतो ना, सगळे आपल्याला रिस्पेक्ट देतात, आदर करतात आपलं आणि आपण जर असा विचित्र काही पक प्रकार केला, असे नाच म्हणजे आजकाल बघ बघत असाल तुम्ही रील्स वगैरे खूप अशा फनी रील्स अ असतात किंवा असे जोक असतात, तर त्याचा आपल्याला नक्कीच प्रभाव पडू शकतो, तर आपण अशा गोष्टी नक्कीच टाळायला पाहिजे.
हं. हां, हां, हां. हां. बरोबर. हां. <chuckles> ते आपल्याला जज करतात. बरोबर. हां. बरोबर. हं, हं, हं, हं. बरोबर, बरोबर. <chuckles> येतात येतात. बरोबर. हां. हां, तुम्हाला असं वाटतंय का, की आपण जे पण सोशल मीडियावर टाकत आहे, फोटो टाकतोय, व्हिडिओ टाकतोय, ही आपली एक आयडेंटिटी बनवून असं लोकांच्या मनामध्ये असं आपल्याबद्दल एक धारणा बनवतात, की हा व्यक्ती-व्यक्ती असा आहे म्हणून, आहे ना?
हो, एक अ, आपलं प्रो आपलं स्वतःचं प्रोफाईल अप टू डेट करतो आपण त्याच्यावर, की असा-असा मी आहे. माझ्याकडे हे आहे म्हणजे दाखवतो, दिखावा करतो आपण. म्हणायला गेलं तर, की माझ्याकडे सगळं आहे. मी इकडे फिरायला जातो, कुठे आ आणि आपण लोकेशन वगैरे पण खूप आजकाल बघा तुम्ही टॅग करतो.
हां. बरोबर. अ, हां. दिखावा करतो. हं, हं, हं. बरोबर.
तर त्या गोष्टी पण नाहीच करायला पाहिजे आणि त्याच्यावरून लोकं जज करतात. अरे, ह्याच्याकडे खूप पैसे असेल वगैरे, नाही का आणि यामुळे नाही का, असे अ, दुसऱ्या अकाउंटवरून वगैरे रिक्वेस्ट येते कधी-कधी आणि मग एवढं कन्व्हर्सेशन वाढतं त्यांचं, की बोलणं एवढं वाढतं आणि कधीतरी थोड्या दिवसांनी त्याला धोका पण भेटतो, काहीतरी पैशाचे व्यवहार किंवा अ, प्रेम संबंध वगैरे होतात, तर अशा पण केसेस या गोष्टींनी होत राहतात. म्हणून स्वतःची माहिती आपण नक्कीच अ, टाळली पाहिजे टाकायला.
नाही करायला पाहिजे. हां. बरोबर, बरोबर. भेट देऊ शकता. हां. बरोबर आहे, बरोबर.